आपलं अ, थोडासं काम वगैरे होऊन झालं, 1, 2-3 तासानंतर, आपला ब्रेक टाईम वगैरे असतो, तेव्हा आपण म्हणतो ना, लंच करता-करता असं वाटतं आपल्याला की आपण थोड्या वेळ बघू. हातात फोन घेतला की झालं मग, कसं होतं. आपला ब्रेक टाईम, आपला टि टाईम वगैरे असेल किंवा असं, थोडासा विरंगुळा घ्यायचा म्हटलं अ, ऑफिसमध्ये, बसमध्ये वगैरे आहे. किती वेळा असं पण होतं, काही जणांचं मी असं ऐकलंय, मैत्रिणीचं असं ऐकलंय की ती बसलीय स्क्रॉल करत-करत आणि तिचा स्टॉप गेला, अरे! अरे! अरे! मग पुढच्या बस स्टॉपला म्हणजे सिग्नलला उतरली, असं झालं. <chuckles> हां, मग असं पण हो हो. नशीब म्हणजे अ, ती बसचं सिग्नल फक्त गेला तिचा म्हणजे बस स्टॉप गेला. आता हे समजा अ, रस्त्यावर आपण क्रॉसिंग-वॉसिंग जर लहान मुलं वगैरे करतात, एक्सिडेंट होतात, अशा पण गोष्टी ऐकल्यात न्यूजपेपरमध्ये. हे तर भयानक आहे एकदम, म्हणजे
बरं. अगदी. <chuckles> अगदी. ओके. बरं. अरे बापरे! <scoffs> अच्छा, अच्छा. विसर पडून जातो. <chuckles> बरं. हो, हो, हो. अगदी, अगदी. बरोबर आहे. तर, म मला अजून एक असं विचारायला आवडेल तुम्हाला की म्हणजे आता डिटॉक्सचा एक विषय होता, तर मग स्ट्रोलिंग कमी करण्यासाठी घरात काही नियम ठेवलेत का तुम्ही?
अ एक सगळ्यात अ, महत्वाचं गोष्ट मला जमलीय करायला, म्हणजे आपले नियम भरपूर प करू शकतो, ऐकतो, वाचतो. पण मला एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला रात्री झोपताना, मी फोनकडे बघत नाही. म्हणजे काही जणांना सवय आहे रात्री अ, झोपताना सुद्धा बघत-बघत झोपण्याची. ते मला जमलंय की म्हणजे एक जेऊन झालं अ, थोडा वेळ अ, पीसीवरच काही बघायचं असेल, YouTubeवरती वगैरे काय बघायचं असेल, तर बघायचं. एखादा अ, प्रॉपर अ, पिक्चर वगैरे काहीतरी बघ प्र प्रॉपर 1 तासाचं जर काहीतरी बघायचं, मग एकदा सॅटिस्फॅक्शन झालं, आपल्याला मनाला पोट भरलं, की झोपली की झोपली, म्हणजे परत असं स्क्रॉलिंगसाठी फोन हातात पाहेल वगैरे नाही रे बाबा. संपलं की संपलं, म्हणजे एकदा बेडवरती फोन घेऊन जायचाच नाही.
बरं. अगदी, अगदी बरोबर आहे. हं. अच्छा. ओके. अच्छा. छान, ओके.

बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी
जे कामाचं काम पण झालं, ते रीलचा इफेक्ट पण झाला आणि मग असा वेळ गेला, असं पण वाटणार नाही.
अगदी-अगदी. बरोबर आहे. पण मग हल्ली लहान-लहान मुलंही स्क्रीनवरती, खूप जास्त नाही का असतात? स्क्रोल करत असतात. मग त्यांच्यासाठी त्यांचं ते स्क्रोलिंग टाईम कमी करण्यासाठी तुम्ही काय सजेशन द्याल?
हो, हल्ली तर लहान म मुलांचे चष्म्यांची साइझ पण बघितली, काही-काही लोकांना एवढू एवढूसा चिमुकला असतो आणि एवढा मोठा भिंगाचा तो चष्मा, अरे बापरे! म्हंटलं आत्ताच अशी हालत. तर मग, संद जे, मग वय, मोठं झाल्यावर काय होणार? आणि मग, ते कसं जमणार, त्या डोळ्याने काय पुढे होणार काय माहिती रे बाबा! मग ते, पेरेंट्सच्या इथे खरंच अ, पालकांनी, पुढे येऊन, ते लॉक फीचर्स असतात, पॅरेंटल लॉक फीचर्स वगैरे असतात आणि माझे काही मैत्रिणी आहेत ज्यांनी असं केलंय, की म्हणजे, तुला ह्या वेळेतच मिळणार, तुझा अभ्यास झाला ना, कि अर्धा तासच फोन मिळणार. काही जणांचा हट्ट असतो, म्हणजे त्यांना शांत करायला हातात फोन देऊन टाकतात आणि ते दिवसभर बघत बसतात. मग का नाही लागणार चष्मा?
<chuckles> अगदी. हो ना. सिरिअसली. अगदी. बरोबर आहे. हो ना. हो, हो. हां. अगदी बरोबर. हो, हो. बरोबर आहे-बरोबर आहे.
आणि सवय तर लागणार अन् नाही दिलं, तर मग तर रडत बसणार. तुम्ही सवयच नाही लावली पाहिजे, त्यांच्या हातात, अर्धा तासाला म्हणतो ना, एक बक्षीस म्हणून ते कधीतरी दिलं पाहिजे.
बरोबर आहे, बरोबर आहे.
फोन दिला पाहिजे, म्हणजे एक एका लेव्हल नंतर त्यांना हातात फोन दिला पाहिजे. कारण की आजकालचं ते अ, टेक्नॉलॉजी काय म्हणतात ना, त्यांना फटाफट आत्मसात केली पाहिजे, नाहीतर ते पाठी राहणार. ते पण नाही करायचंय, पण असं पण नाही करायचंय, की अती म्हणतो ना, की अ, काय म्हणतात त्यांना कंट्रोलच नाही, दिवसभर त्यांच्या हातात आहे. नाही रे बाबा हे ना असलं नाही, की चालणार.
बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सगळं सोडूनच. हो, हो, हो.